आमरस, अच्छा.
हो, हो.
आंबा तर भरपूर होत असेल ना, भेटत त्या सीझनमध्ये तर त्याचा जास्त काहीतरी पदार्थ होत असेल आणि काकडी आणावी लागत असेल?
हो, हो, भरपूर भेटतो. हो. हो, हो, हो, काकडी आणावी लागते आणि त्याची मस्तपैकी नाही का, म्हणजे त्यामध्ये दही जर टाकलं आपण, तर त्याची मस्त कोशिंबीर वगैरे बनते. कांदा वगैरे चिरून टाकल्यावर आणि ते एकदम मस्त लागतं. आणि शरीराला काय आहे ना, उन्हाळ्यात बघा, एक थंडावा कुठेतरी हवा असतो आणि फायबर फायबर पण खूप भेटतं. दह्यामधल्या खूप सारं म्हणजे नाही का आपल्याला जीवनसत्व जे असतात व्हिटॅमिन बी 12 म्हणता येईल ते पण भेटतात तर त्यामुळे
त्यानी एक थोडासा गारवा येतो, बरोबर.
हो, शरीरात एक गारवा येतो.
हं, हं. आणि आमरस पण गारगार खा खायला खूप मजा येते, आमरस आंब्याचे अजून काय-काय पदार्थ बनवता तुम्ही?
खूप मजा येते, खूप. बघा आंब्याचे जे कैरी असतात ना, तर कैरीच्या आपण लोणचं बनवू शकतो, ते लोणचं पण म्हणजे नाही का आपल्याला हिवाळ्यात खायला मदत होते. हिवाळ्यात नाही असंही आपण नॉर्मली पण खाऊ शकतो म्हणजे नाही का? जेवण वगैरे बनवलं, तर त्यासोबत एक लोणचं आपण चवीने खातो एक अ, कॉम्प्लिमेंटरी फूड म्हणून. तर ते पण खूप छान लागतं.
हं. हं, हं. आणि तसं पण तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवता, का फक्त उन्हाळ्यापुरतंच करता?
हो, बिलकुल. म्हणजे उन्हाळ्यात करतो त्याला आणि त्याला साठवून, म्हणजे मुरु देतो. आणि मुरल्यानंतर ते तीनही ऋतू आपण खाऊ शकतो. म्हणजे लोणच्याच बघा असं नाहीये की समजा तुम्ही नाही का एक पार्टिक्युलर टाईमला, बाराही महिने तुम्ही खाऊ शकता, त्यात काय म्हणजे असं हे नाहीये हां.
हो, हो. हं. आणि मुरलेलं ते लोणचं मग अजून मस्त.
खूप छान लागतं मुरलेलं लोणचं तर खायला म्हणजे नाही का खूप छान लागतं, अन् जेवढं ते जुनं असतं तेवढं ते स्वादिष्ट लागतं.
हं, हं. अच्छा. आणि काय अजून? काकडी बोललात, अमरस बोलला आणि कोकम सरबत पण बोलला ना? कोकम कसा करतात, तुमच्याकडे काय कोकम सरबतच असतं का? मग ते बाहेरून वगैरे काय आणता?
हो, हो.